अच्छा.
आणि ते चव आणि तो चुलीवरचा वास आणि त्याला म्हणजे चुली चुलीवरती काय होते एक वेगळ्या प्रकारचा वास भाज्यांना किंवा जेवणाला लागतो.
हां. हं, वास यायचा, हो ना. हो, हो, हो.
ते त्याच्या तेच अ, लाकूड जसं जळतं त्याच्यासोबत थोडंफार अ, हे पण मिक्स होतं त्याच्यामध्ये अ, काय म्हणतो, अ, हां, त्याच्यातलं विस्तवाचं वगैरे थोडंफार मिक्स होऊन मग त्याची चव जी लागायची. तर अ, राख हं, हं आणि तिथं अ, म्हणजे खूपच अ, छान त्या प्रकारचं जेवण आम्हाला लागायचं. आणि आई ते बनवण्यासाठी लहान म्हणजे खूप वेळेपासून खूप कष्ट करायची. पाट्यावरती आम्ही पाहतो की ती वाटणं आणि नंतर मग त्याचं व्यवस्थित त्या अ, प पोळ्या फुटणार नाही याचं अ, प्रमाण व्यवस्थित टाकणं किंवा त्याची काळजी घेणं. आणि त्या वेळेसचं जे अ, तूप होतं ते आम्ही गायांचंच ओरिजिनल वापरायचो, त्याचा वेगळा वास असायचा. आणि असा हो.
नक्कीच, ते हां. ढग. हां, ती अप्रतिम असत हां, राख अच्छा. हां. वाटायचं. हां. हां. हां. अरे, वाह! खमंग. मस्त वाटत असेल ना पोळीवर घेऊन ते. हां, हां. हां, मग अ, त्यावेळी अ, जे तुमची आई बनवायची आणि आता जे खाताय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसले. त्याबद्दल काही सांगाल?
हो, हो. आणि हं, हं. आता जे आम्ही खातोय ते म्हणजे इतकं नॅचरल नाही राहिलेलं जेवण. म्हणजे आम्ही जरी डाळी आणल्या, तर त्या प्रकारच्या डाळी ज्या ओरिजिनल, म्हणजे गावातल्या जा डाळी किंवा आम्ही म्हणतो की ज अ, जाते जात्यावरती ती हरभराची डाळ अ, काढलेली असायची ना, तर ती ओरिजिनल असायची, गहू ओरिजिनल म्हणजे अ, एकदम चांगले शेतातलेच. आमच्या शेतातले गहू वगैरे आणि आम्ही त्या कुरड्या जे बनवायचं ते पण अ, चांगल्या प उत्तम प्रतीच्या अ, गव्हाच्या बनवायचं आणि पापड पण बनवायचे, ते पण उत्तमच असायचे अगदी. तर अ, म्हणजे मग मी म्हटलं ना, ती चव लहानपणीची आज जरी आई तसंच जेवण बनवत असली, तरी ती लहानपणीची चव त्या जेवणाला अ, म्हणजे येऊ शकत नाही आणि ते दिवसही वेगळे होते आणि त्याच्यामुळे त्या भावना आणि अ, त्या सर्व गोष्टी अगदी अ, आठवतात मला आणि ती चवही आठवते. तर अशा प्रकारचं होतं.
हां. सत्व असायचं शेतातलं. हां. हां. हां. हो, हो. हां. हां. वाह! हां, हां. बरोबर. हां. हां. बरोबर. मग अ, तुम्ही म्हटलात म्हणा म्हणालात की तुमची आई ते प्रेमानं बनवून खायला घालायची आणि त्याची चव अप्रतिम असायची. मग आजही तुम्हाला तुमची आईच बनवून घालती आहे की ते खूप असं तशाच प्रकारचं घालती आहे. तरी तुम्हाला त्याच्यात अ, मजा येते का ते जेवणात? अ, त्याबद्दल काही सांगाल?
हं, हं, हं.